हो, हो. पण हल्ली मुलं पण असं करतात ना, की अ, काय म्हणतो ना अ, मला WhatsAppवर होमवर्क येणार आहे. किंवा मैत्रीण शिकवणार आहे. हे फोन आणि डिजिटलवरती ऑनलाईन क्लासेस आहेत. त्या गोष्टीचा काय म्हणतात अ, खरंच सांगतात किंवा काही जण त्या अ, काय असतात ना, त्या सबबीखाली फोनला हात लावून त्यांना हवंय ते करतात. मग त्यांना कसं ह्याची शिस्त लावता येईल?
हं. बरोबर. बरोबर. बरोबर. बघा अ, मुलांना आपण जेव्हा फोन देतो ना, तर त्या फोनला आपलं पॅरेंटल कंट्रोल असणं फार गरजेचं आहे. आणि ते फीचर आजकालच्या फोन्समध्ये येत आहे, जेणेकरून पोरं काय करत आहेत याचे अ, नॉलेज आपल्याला आपल्या डिव्हाइसवरती कळत असतं. की आता कुठला ॲप याने किती तास वापरला? त्यानंतर याच्या फोनला आपल्याला आता बंद करायचं आहे, की नाही? त्यानंतर याला किती तास हा फोन द्यायचा आहे? खरंच हा अभ्यास करतोय का दुसरंच काही बघतोय? तर या सगळ्यावरचा आपला कंट्रोल असणे आवश्यक आहे.
अच्छा. हां. बरोबर, बरोबर. हं, हं. बरोबर. हां, हां. म्हणजे किमान लहान आहे तोपर्यंत तरी असलंच पाहिजे हो.
हो, हो. नक्कीच नक्कीच.
नक्कीच. खूप छान छान गोष्टी तुम्ही सांगितल्यात, अ आपण डिस्ट्रॅक्शन पासून कसं लांब जाऊ शकतो आणि आपल्या देहाच्या जवळ कसं जाऊ शकतो? छोटी-मोठी एवढी छान छान उदाहरण दिली ना, ते मी वन काय म्हणता ना, ते तुम्ही जे नोट बोललात फोन चालू केल्यावरती ते तर मी नक्कीच करणार. मला ते खूप आवडलं. आणि त्यासाठी खरंच खूप धन्यवाद.
हो. हं, हो. हो. नक्कीच.

दिसतच नाही. तुमचा मोबाईल अगदी अ, वर्क मोडमध्ये गेलेला असतो. जे ॲप्स तुम्ही सिलेक्ट करतात ना, तेच तुमच्या अ, फ्रंट स्क्रीनवर येतात आणि त्यातल्या त्यात मी एक नोट्स म्हणून ॲप इन्स्टॉल केलं होतं, म्हणजे टु डू लिस्टवाला. की जसंही मोबाईलचं पॉवर बटन ऑन केलं आणि अनलॉक केला फोन. तर सगळ्यात पहिले मला माझं काम दिसायचं. की मला आज काय, काय-काय काम करायचे आहेत? म्हणजे म जरी मी डिस्ट्रॅक्टेड झालो, तर सर्वात प्रथम चेक मला भेटायचा की "अरे एवढं काम आहे परत काम कर."
अच्छा. हं. अच्छा. अच्छा. हां. हां. आणि हात हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच. म्हणजे मला आयडिया खूप अ, छान वाटली. म्हणजे आपल्याला हातात फोन तर सहज येतो. पण सहज येणाऱ्या फोनमध्ये जर आपल्याला स काय म्हणतात ना, महत्वाची कामं आधी पहिली समोर दिसत असेल. तर उलटं ती कामं होण्यामध्ये जास्त फायदा होईल की नाही?
हं. हो. हं. हो. नक्कीच ना.
ते तुमची रोजची कामं जी असतील म्हणजे आपण जे करतो, ठरवतो ली लिस्टमध्ये, तुमची कामं सहज होत असेल ना? तेवढी सवय झालेली असते फोन हातात येण्याची.
हं. हो. अ फोन आला का मग लगेच आपल्याला समजतं. कधी-कधी तर आपण विसरूनही गेलेलो राहतो, की आपल्याला हे कामही करायचं आहे. आणि मग ते फोन हातात आला का, "अरे हो, हे ही काम होतं. ते ही करा" मग त्याच्यासाठी माणूस कामाला पुरं अ, प्लॅनिंग करत असतो मग.
हां, हां. <laughs> मस्त. मला ही आयडिया तर खूप भारी वाटली हां. मी हे नक्की करणार.
हं. हो नक्की. प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे अशी.
हो, हो. आणि मग फोन वगैरे काही जण वेगळे ठेवतात बाजूला ठेवतात. अ, अ, पण तरी पण असं होतं, की ते उठून पण घेऊन येतात वगैरे असं पण होतं. असं काही कंट्रोल करायचा प्रयत्न केला होता तुम्ही?
हं. बरोबर.